हां, हां, हां, हां. ओके. चांगलं आहे. पण मग असं कधी झालंय का बाबा, की तुमचं आता ह्या सगळ्या सवयी तर आहेत, सुकून मिळायच्या किंवा तुमची जी भाची आहे अ, ते आहेत, बहीण-भाऊ, म्हणजे सॉरी दादा आहेत, तर त्यांच्यामुळे तुम्ही जे खेळता, बॅडमिंटन म्हणा तर इतर गोष्टींमुळे सुकून तर तुम्हाला मिळतं. पण ते सुकून मिळण्याच्या वेळेतच कधी असं झालंय का, की कलेश झालाय घरात किंवा भांडणं झाली आहेत, अशी अडचणी येतायत, की बाबा नाही. शा शांतता हवी होती आणि हे काय झालं मधेच मला?
हो. होतो ना. भयानक होतात भांडणं. <chuckles> भयानक भांडणं होतात. काय असतं ना, की अ, नेमकं अ, पिल्लूबरोबर तर काही भांडणं नाही होत, पण काय असते ना, ती ना अ, पिल्लू मला घेऊन थोडीशी पसेसिव्ह आहे. तर जशी माझी बायको माझ्याजवळ येते ना म्हणते, "काकी तू हट ईथून, माझा काका आहे, तो माझा काका आहे." एवढे असे वाद-विवाद होतात, हां आणि ती दोघं दोघं एकमेकांवरून असं अ, अं, त्या एक लेव्हलवर येऊन भांडतात. कसं? की "सोड माझा नवरा आहे तो." "नाही माझा काका आहे तो." "तुला मारू मी." "मी तुला मारू." हे चालत असतं त्यांचं सतत. तर मला तेव्हा छान वाटतं, पण कधी-कधी ना, ते खूप वाद-विवाद वाढतं. आमची भाची ना थोडीशी अशी माझ्यासारखी रागीट आहे. तर ती एक चाटा मारून देते, माझ्या बायकोला. माझी माझी आणि आणि मग ती रागात येऊन जाते, "बोलते मी आता तशी बोलणार नाही." तर मग ते थोडं-बहुत होतो.
अच्छा. हं. हं. हं. अरे बाप रे! आई गं! <chuckles> हं. हां. <chuckles> अरे रे रे! हं, हं, हं. अच्छा. हां. अरे बाप रे! हं, हं, हं. अच्छा, हं.
आणि मग ना अ, <chuckles> काय असतं, जेव्हा आम्ही बॅडमिंटन खेळतो ना, सुकून सुकूनचं म्हणतोय ना मी, त्याच्यामध्येच काय असतं ना, कधी-कधी ना असं अ, दादा-वहिनी थोडेसे ना कमी पडतात. का की आम्ही दोघी ना खेळत असतो, मी आणि माझी बायको. अगर दादाला आम्ही हरवून दिलं ना, तर दादा त्या क्षणात बॅट फेकून चालला जातो. "मला नाही खेळायचं तुमच्यासोबत," असं, तसं. "अरे शांत ठेव भाई, काय नाही झालं, एवढं नाही. चल तू टीम एक्सचेंज करतो. मग मी अ, मी आणि माझी वहिनी असते, माझा दादा आणि माझी बायको असते. मग असा बॅडमिंटन चालत असतो. पण कधी ते लोकं दोघे हारले ना, तर मग दादा बॅट फेकतो. "नाही तू, तू माझ्यासोबत राहणार. तू नाही खेळणार, तर मी नाही. अरे नाही, तुम्ही अगर आपण असं एकबरोबर राहिलो तर मग टीम ती नाही होणार ना, कमजोर पडून जाणार टीम. मग चा असं होतं आणि एकदा काय झालं होतं ना, अ, मी तुम्हाला सुकून शब्द सांगू काय असतं?
हं, हं, हं. हां, हां, हां. हां, हां, हां, हां, ओके. हां. आई गं! <laughs> हां. हां, हां, हां, हां. हं. हां, हां. <chuckles> हं. हां, हां. हं. हां.

कॉलेजमध्ये पहिला अ, पहिल्यांदा मी कॉलेजमधनं कॉलेजमध्ये होता मी, पहिल्यांदा मी बाहेर गेला होता आपल्या अ, घरातनं.
हं. हं, हं. हं.
तर अ, मला माझा मित्र ना, अ, मी म्हणतो जास्त पु पुढे नाही गेलो, पण शिर्डी गेलो होतो आम्ही.
हं. अच्छा.
तर अ, आता मी असं नाही म्हणत आहे, की मला खूप वाईट वाटलं, काहीतरी. साईबाबाचं आहे, छान आहे. खूप देवस्थान आहे, चालेल. पण मी तिथे गेलो. मग माझी राहायची सोय नाही. तर हॉटेल बघितला, तर हॉटेल माझ्या मित्रांनी असं कमी बजेटमध्ये सेट करून दिला, तर असं झालं. मग त्याच्यानंतर झोपण्याची व्यवस्था कधी झाली, नाही झाली. मग मला म्हणायचं अन्न क्षेत्र चालायचं का, तिथे जेवू, मला तिथे जेवण नाही आवडलं. मी खरं सांगतो तुम्हाला. लोकांसाठी तो प्रसाद आहे. मी माझ्यासाठी पण प्रसाद आहे. मी मना नाही करत. पण मला ना असं जेवण म्हणजे काय की मला आवडायचं, मतलब असं मनाला शांती भेटायला पाहिजे जेवून.
हां. हं, हं, हं. हं. हां, हां ,हां. हं, हं, हं. हां, हां. हं, हं. हं, हं, हं. हां. हां, हां. हो. हां. बरोबर. कम्फर्ट फूड. हं.
तर मग त्याच क्षणी मला असं हां. हां. तर 2 दिवस होतो आम्ही का की ते साई दर्शन असतं, मग ती सिनेमा वगैरे असतं होतं. तर ते 2-3 दिवसामध्ये मला समजलं की घर काय असतं आणि त्याच्यानंतर मी लक्ष दिलं की नाही भाई, आपल्याला घरीच सुकून भेटतो, घराच्या जेवणाशी, घराच्या लोकांशी आणि इतर आपल्या रूममध्ये तुम्ही जेव्हा झोपतात ना, तर तुमची जर जागा. काही काही लोकं असतात ना त्यांना दुसऱ्यांच्या घरात झोप नाही येत. का नाही येत? का की त्यांचं रूममध्ये झोपण्याची सवय झालेली आहे त्यांना. तर ते असं थोडं अवघड असतं त्यांना.
हो, हो, हो. हं. <laughs> हां. हं. हां, हां, हां. हो ना. बरोबर. हां. अगदी खरं. हं, हं, हं, हं.